आणि मग मी जसंही मला ते समजलं कारण की तो ओरडला. रिक्षावालाच ओरडला "अरे भाऊ तुझा ते पाऊच अ, तो माणसाने ओढून घेतला." आणि माझं एकदम लक्ष गेलं. आणि मी त्याच्यामागे धावलो. आणि मी धावत-धावत म्हणजे तो बाईकवरती होता, म्हणून तो एकदम फास्ट गेला. पण मी त्याच्यामागे धावत होतो. पण तो मला काही सापडला नाही आणि मग मी टेन्शन
हां. हां. अरे देवा! हं. हं, हं, हं. अच्छा. मग तुम्हाला ते ओढताना कळलं नाही का, म्हणजे जेव्हा ते खेचायला गेला त्यावेळेला समजलं नाही? हं.
नाही मला झट मला झटका बसला. मला झटका बसला की त्यानी ओढलं. आणि पण तोपर्यंत मी जोपर्यंत रिएक्ट करतो ना, तोपर्यंत तो खूप पुढे चालला गेलेला होता.
हां, हां, हां. हां. अच्छा.
हो. आणि मग म्हटलं आता करायचं काय? आपल्याकडे तर पैसेही नाही आता आणि आपला पासपोर्ट ही गेलं. त्याच्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड सगळे लीगल डॉक्युमेंट्स ही चालले गेले म्हंटलं. मग काय करायचं आता? मग ते रिक्षावाला, भलं बरं तो रिक्षावाला चांगला होता. त्याने सांगितलं मला की आपण आता चला. तुमचं हे गेलं तर आहे पण निदान याच्यासाठी पोलिस कंप्लेंट तरी करूया.
हं. हां. हं. हां. बापरे बाप! मग? हां. हो ना. हं.
मग त्यांनी मला पोलीस स्टेशनला नेलं. तिथे मी उतरलो. आणि मग त्यानंतर तोही आला माझ्या सोबत मध्ये. मग मी गेलो साहेबांना सांगितलं की अशी अशी परिस्थिती घडली. मी एवढ्या लांबून आलेलो आहे. आणि आता माझ्याकडे तर ₹1 शिल्लक नाहीये. बरं होतं की मी माझा फोन माझ्या खिशात ठेवलेला होता. नाहीतर तोही त्या पाउचमध्ये जर राहिला असता तर मग संपूर्ण म्हणजे बेकार काम झालं असतं माझं तिथं. हो म्हंटलं हं.
हां. हं. हां, हां, हां, हां, हां. हं, हं. हां. हं, नशीब तेच ना. <chuckles> हो. तेच. कोणाशी कॉन्टॅक्ट ही करू शकला नसतात. आणि काहीच झालं नसतं ना?

मग मी तिथे गेलो, मग मी तिथे पोलीस कंप्लेंट नोंदवली, मग सगळं त्यांना सांगितलं हिस्ट्री की काय. आणि प्लस मग आता म्हटलं एवढ्या लांब आलेलो आहे आणि आत्ता, मूड तर ऑफ झालेला होता की म्हटलं येताच आपली म्हणजे एकदम वाईट सुरुवात झाली म्हटलं, येताच. त्याच्यामुळं कसं आपण थोडंसं नाराज होऊन जातो. मग आपल्याला इच्छा नसते. पण म्हटलं आता काय करायचं? आणि त्या टायमाला माझं मन झालं होतं की मी आता परत जायला पाहिजेल आपल्या घरी. पण तेव्हा ती ट्रेनही नव्हती. ट्रेन ती दुसऱ्या दिवशी होती आणि तीही संध्याकाळी होती. तर म्हटलं आता काय करायचं जाऊ दे ना गेल जे झालं ते झालं.
हं. हां, हां, हां. हां. हो ना. हो, बरोबर, हं. हो ना, अगदी खरंय. हं. हं. हं. अच्छा. हं. हं. हं, मग तुम्ही ज्या कामासाठी आलेलात ते काम पुढे केलत की अ, तसंच टाकून पुन्हा घरी गेलात आणि मग घरच्यांनाही सांगितलत का त्याबद्दल?
नाही, अ, मग मी हो मग मी काय केलं ना मी पहिले अ, वडिलांना फोन लावला, की असं-असं झालेलं आहे माझं, माझे सगळे पैसेही चोरीला गेले आणि सगळे डॉक्युमेंट्सही चोरीला गेले. तर मग वडिलांनी पहिला प्रश्न हा केला, की तुझ्याकडे आता पैसे आहेत का?
हं. हं. हं, हं. हां. हां.
मग मी सांगितलं की माझ्याकडे थोडे ऑनलाईन आहेत. पण जास्त नाहीये की मी परत येऊ शकेल एवढे तर नाहीयेत माय मी जेवण करेल राहील, एवढे पैसे आहेत म्हटलं माझ्याकडे. मग वडिलांनी, तिकडून पैसे टाकले मला ऑनलाईन, त्यानंतर मग मी अ, त्या दिवशी रात्री स्टे करण्यासाठी गेलो एका हॉटेलला, तर मग तिथे राहिलो, जेवण केलं आणि मग, पोलीस कंप्लेंटही तोपर्यंत झालेली होती.
हं, हं, हं. अरे!, हं. हं. अच्छा. हं. हं. हं, हं. हं, हं, हं.

हां, हां.
आणि मी जेव्हा तो फोटो काढतोय पाउ म्हणजे वॉलेटमधनं, तर तेव्हा मला 1च फोटो सापडला.
हां, हां. अच्छा.
1 फोटो तिथेही हारला.
अरे, बापरे!
आता म्हटलं करायचं काय? यं आणि पासपोर्ट ऑफिसचं तर माहितीच आहे, की किती स्ट्रिक्ट रूल असतात. त्यांना जर टाईम झाला किंवा आपल आपला अपॉइंटमेंट टाईमाच्यावरती गेलं, तर ते लगेच ती अपॉइंटमेंट कॅन्सल करून देतात. म्हटलं आता करू काय, करू काय? मग लगेच त्यांनी मला सजेशन दिलं, की बाजूलाच फोटो फोटोग्राफर आहे. तिथे जाऊन फोटो काढा आणि इन्स्टंट तुम्ही ती कॉपीज जाणा आणि आम्हाला द्या. नाहीतर त्याच्याशिवाय तुमची काम होणार नाही आणि त्या दिवशी मी गेलेलो होतो. तो दिवस फ्रायडे होता. आणि अ, आणि शनिवार, रविवार त्यांना सुट्टी असते. म्हटलं आता जर मी गेलो नाही तर 2 दिवस इथे वेट करून काय करेल आणि ते माझ्या घरापासनं अगदी 200 किलोमीटर लांब ते सेंटर होतं.
हां. हं. हो ना. हां, हां. हं. <chuckles> हां. हं. अच्छा! हां, हां, हां. हां. हं. हां, हां. हो ना. हं, हं.
म्हटलं मग चला धावू आणि माझ्याकडे तेवढ्यात आहे ना 5-10 मिनिटं शिल्लक होते. ही अपॉइंटमेंटला, ही चालू होणार होती माझी, माझा स्लॉट. मग मी गेलो. एकदम धावून धावून गेलो. त्या फोटोग्राफरला बोललो. त्याने फोटो काढला आणि मग त्यानंतर त्याने प्रिंट करायला सांगितलं, की तो सांगायचा मला, की "दादा, 1 दिवस थांबा. अ, तुम्हाला 30 फोटो देतो." अरे बाबा, म्हटलं, "मला 30 फोटो नको देऊ. मला 2 फोटो जरी दिले ना तरी चालणार आहे." मग, "तू मला फोटो दे आता." "नाही, नाही सर, मग तुम्हाला कसं आहे ना ल लगेच जर काढलं तर तुम्हाला मी 10च फोटो देऊ शकतो." अरे मी तुला सांगितलं, म्हटलं, "मला 2 फोटो जरी दिले तरी चालणार आहे. तू दे."
हां. अच्छा. हं. हं. हां. अ हं. हं. अरे, बापरे! <chuckles> हो. तेच. हं. हां, हां, हां. हं. <chuckles> हां. हं. हं.
मग त्यांनी ते काढून दिले. मग मी आलो. मग ते फोटोज दिले आणि मग त्यानंतर ती अपॉइंटमेंट पूर्ण झाली.
मग? हं.

नाही, नाही. मी ना त्यावेळेस काय केलं होतं, म्हटलं आ आपण थोडं सोलो ट्रॅव्हल केलं पाहिजे. मग मी एकटाच निघालेलो होतो फिरण्यासाठी सोलो ट्रॅव्हलिंगसाठी. तर मग तेव्हा असाच प्रसंग घडला. अ, मग म्हटलं मग आता फिरायचं, चला फिरूया. मग वडिलांनी पैसे टाकले, मग मी ते पैशांवरती फिरलो. मग मला बरेच जागा, चांगल्या-चांगल्या जागा बघायला भेटल्या. सुंदर असं राजस्थान बघायला भेटलं. त्यांचं कल्चर बघायला भेटलं आणि मग त्याच्यामध्ये मी थोडं गुंतून गेलो म्हणून मला काही एवढं आठवत नव्हतं, की काय आपल्यासोबत काय झालेलं आहे, आपलं कुठलं सामान हरवलेलं आहे.
हं. अच्छा. हं, हं, हं, हं. हां, हां, हां, हां. हं. <chuckles> अच्छा. हं. अरे वाह! हां, हां, हां. हं. हां. हं, हं, हं, हं.
तर अशा सर्व्या गोष्टी. मग म्हटलं नंतर नंतर मी परतीचा प्रवास सुरू केला. आणि परत येत असताना रिझर्व्हेशन केलेलंच होतं. मग तेव्हा रात्री झोपलेलो होतो. अर्ध्या रात्री, आणि तेव्हा तिकडून टीटी आले. आणि त्या टीटींनी मला विचारलं, की तुझं तिकीट दाखव. मग मी तिकीट दाखवलं. आणि मग ते आयडेंटिटी कन्फर्मेशनसाठी विचारताना, की आधार कार्ड दाखव, तुझं पॅन कार्ड दाखव. म्हटलं, साहेब माझ्याकडे तर हे नाही कारण, की माझ्या हे सगळ्या गोष्टी चोरीला गेल्या. अरे, काय सांगतो म्हणे. म्हटलं, हो. नाही, नाही, पण तुला तर सिद्ध करून दाखवायला लागेल ना, की खरं तुझं चोरीला गेलंय की नाही?
बरोबर. हां. हं. अच्छा. हां. हं. हां. हां, आधार कार्ड दाखव बरोबर. हां, मग? हां. हं, हं. हां, पण तुम्हाला जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये गेला होतात, तर त्यांनी एफ-आय-आरची कॉपी तर तुम्हाला दिलीच असेल ना? हां, हं.
हं. हो. हो, हो, हो. मग मी ते काय केलं, मी तीच बॅगेमधनं काढली आणि ती एफ-आय-आरची कॉपी त्यांना दाखवली. आणि मग त्यांनी ते एक्सेप्ट केलं, की ठीक आहे, चला.
हं. अच्छा. हां, हां, हां.
अ, की तुमचं जा आहे तरी तुमचं झालेलं आहे, की डॉक्युमेंट्स सारे आहेत, म्हणून त्यांनी नंतर काही जास्त बोललं नाही. आणि मग मी घरी परतलो. घरी परतल्यावरती अ हं.
हं, हं, हं. हं. हां, हां, हां.अच्छा. मग त्यावेळेला तुमची प्रतिक्रिया काय होती, की जेव्हा घरात पहिलं पाऊल ठेवणार आहे, तेव्हा घरातले सगळे काय रिॲक्ट करतील, की असं माझ्यासोबत झालंय, पैसे एवढे गेले. त्याच्यात काही डॉक्युमेंट्स होते तेही गेले. मग तेव्हा तुमच्या मनात नक्की काय चाललेलं? घाबरला होतात. रागही आलेला, की काय चालू होतं?
हं. हं. बघा तेव्हा तर मी फिरून आलेलो होतो, म्हणून काही एवढं म्हणजे फिरण्यामध्ये माझा थोडासा तो राग गेलेला होता, पण ती चिंता होती ना, की आता काय होणार? काय कोण काय बोलणार? तर मग त्याच्यामध्ये माझे भाऊ-बहीणी माझी टांग खेचत होते. अरे, एकटा फिरायला गेला होता आणि सगळं हारून आला तू. तुला एवढ्याशा गोष्टीही सांभाळता येत नाही, असं, तसं. म्हणजे ते मजाक मजाकमध्ये मस्ती करत होते माझ्यासोबत. मग त्यानंतर आई, आईलाही ते म्हणजे भडकवायचे आईला, की बघ तो किती बेजबाबदार आहे. असं आहे, तसं आहे. मग हो, म्हणजे मजाक मस्करी चालू होती. त्यानंतर वडील आले घरी. मग वडिलांनी सांगितलं, अरे तुझे ते डॉक्युमेंट्स गेलेले आहेत, आता त्यांना निदान ते परत नवीन बनवायला सुरुवात कर.
हां. हां. तेच. अरेरेरे! हां. हां, हां, हां. <chuckles> अच्छा, हं. हां. बरोबर. अच्छा. बापरे, बाप! हां. हं. हां.